आणि मग त्या प पत्र्याच्या शेडवर तर असा चहा टप-टप-टप सॉरी चहा काय म्हणते. ते <chuckles> पावसाचे पावसाचे थेंब असे मस्त पडतायेत टप-टप आणि आमच्या नशिबाने ना, जसं मी म्हणाले की ती जुनी बिल्डिंग होती अगदी पडीक. मग त्या बिल्डिंगमध्ये आम्ही अ, त्या पायऱ्यांवर असे बसून राहायचो आणि तिथे आमच्या नशिबाने पाऊस नाही यायचा.
<chuckles> पाणी पाणी. हां. हां, हां. चांगलं आहे. म्हणजे अ, पावसाचं मजा पण तुम्हाला घेत असायचे आणि मस्त चहा आणि गप्पा पण तुमच्या रंगायच्या. पण नक्की कुठल्या-कुठल्या विषयांना आता तू सांगितलं, का इकडचं-तिकडचं तुम्ही बोलत होते. हां, पिक्चरचं पण का? अरे बापरे! हां का?
हं, हं. हं. नाही नाही मग पिक्चर. कोणता पिक्चर बघायच आहे? म्हणजे मला आठवतं त्यावेळी ना कहो ना प्यार है. आलेला आलेला होता मी कॉलेजमध्ये असताना.
<chuckles> हां, हां. हां.
आणि हे ऋतिक रोशनचं वेड. जे माझ्या मैत्रिणींना लागलेलं अरे बापरे बाप! त्याच्या ना आणि वह्या यायच्या त्या. सगळ्या आमच्या मैत्रिणीकडे त्या वह्या होत्या. पहिल्या पानावर ऋतिक रोशनचा फोटो. मागे लिहिलंय की त्यांनी अ, काय केलंय ग्रॅज्युएशन केलंय. त्याच्यामध्ये त्याला किती टक्के होते आणि काय बॉम्बे स्कॉटिश त्याची शाळा होती. 10 जाने हो. 10 जानेवारीला त्याचा बर्थडे. म्हणजे आमच्या सगळ्यांकडे त्या वह्या होत्या.
अरे बापरे! <chuckles> बापरे बाप! सगळ्याच फॅन होता वाटते त्या ऋषि ऋतिक रोशनच्या बरं का.
सगळ्यांकडे. हो. म्हणजे. मला असं वाटत ना, ती लाटच आलेली. त्याची गाणी ती आम्ही सतत बोलत बसायचो आणि त्याच त्याच गप्पा मला मी आठवतेय तो चित्रपट 9 वेळा बघितलंय.
वॉव! <chuckles>